पोमोडोरो टेक्निक म्हणजे एक अ, असं रिसर्च केलेला आहे सायंटिस्ट लोकांनी अ, प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते अ, फोकस लावून काम करण्याची है ना, अ, मग ती वेरी करू शकते, काहीजण 2 तास अ, कंटिन्यू काम करू शकतात काहीजण 1 तास काहीजण 20 मिनिटं काही मिनिट 40 तास मग फोकस लावून केल्यानंतर, त्यानंतर त्यांची कॅपॅसिटी संपली फोकसची मग त्यांना ब्रेक हवा असतो. नाही का म्हणजे ब्रेक हवा असतो म्हणण्यापेक्षा त्यांनी जर ब्रेक घेतला ना, अ, त्यांची कॅपॅसिटी संपल्यावर तर त्यांना एक रिसेट भेटतो म्हणजे पुन्हा त्यांचा 40 मिनिटाचा कोटा एकप्रकारे भरला जातो नाही का म्हणजे तुम्ही जर 5-10 मिनिटं ब्रेक घेतला, मग पुन्हा अ, जोमाने कामाला लागला अ, ब्रेक घेऊन मग पुन्हा आणखीन 30-40 मिनिटाचा तुमची कॅपॅसिटी वाढते फोकस करण्याची आणि हेच जर तुम्ही कंटिन्यू एकदाच बसून करत असाल मग ते ताण येतो मग अ, बोर व्हायला लागतो थोड्या वेळानंतर नाही का. अशा सर्व गोष्टी होतात तर पोमोडोरो टेक्निक म्हणजे हा तुमची कॅपॅसिटी किती आहे ते तुम्ही ठरवा पहिले म्हणजे कळतं आपल्याला रोज काम करून-करून आणि माझं पर्सनली सांगायचं असलं तर ते माझ्या जवळपास 40 मिनिटं मी विदाऊट डिस्ट्रॅक्शन म्हणजे अ, फोकस्ड क बसू शकतो. मग त्यानंतर मला ब्रेक घ्यावा लागतो 5 मिनिटाचा नाही का?
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. नक्कीच. हो. हं. बरोबर. हं. हं. बरोबर, हो. हं. बरोबर. अरे वाह! हं. नक्कीच, नक्कीच. हं. म्हणजे नक्कीच तुम्ही मस्त सांगितलं की 40-40 मिनिटांच्या मायक्रो टास्कमध्ये तुमच्या कामाला वाटून घ्या. म्हणजे 40 मिनिटं तुम्ही फोकस करून बसलेले असणार. मग त्यानंतर 40 मिनिटानंतर थोडासा ब्रेक घ्या म्हणजे स्क्रीनपासून लांब जा. आणि मग परत तुम्ही सुरुवात करा जेणेकरून तुमचा तोही एक डिजिटल ब्रेक म्हणून असा आपला पकडला जाईल. आणि निश्चितच तो आपली प्रोडक्टिव्हिटीही वाढवेल. मग अजून काय सांगू शकणार तुम्ही याबाबत?
हो ना. हो ना.

नक्कीच. अ, तुम्हाला मी ह्या स्टेप्स देईल की फोनला तुम्ही कंट्रोल करा. फोन अ, प्लस तुमचा अ, रात्रीच्या झोपतानाच्या आधीचा टायमिंग म्हणजे तिथं पण फोन नाही वापरायचा. आणि म्हणतात ना नोटिफिकेशन्स हे तिसरं आहे. अ, नोटिफिकेशनला तुम्ही कंट्रोल करा आणि काम जर तुम्ही करत असाल वर्क लाईफ बॅलन्ससाठी त्याच्यासाठी वर्क प्रोफाइल तुम्ही वापरा प्रॉपर नोटिफिकेशन म्हणतात ना सेग्रीगेशन होतं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होतो. हे 4 ॲप अ, तुम्ही वापरा आणि या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं ॲपचे टायमर वगैरे तुम्ही वापरू शकता किंवा फोकस मोड येतो बघा, ते वापरू शकता तुम्ही. अ, आणि अ, दुसरं आणखीन सांगायचं झालं तर अ, मी पर्सनली मिनिमॅलिस्टिक म्हणून एक लॉन्चर येतं ते वापरतो म्हणजे आयकॉन म्हण
हं. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. हं. हां. हं. बरोबर. हां, काय होतं त्याच्याने?
म्हणजे ते असं आहे की नावातच आहे बघा मिनिमॅलिस्टिक म्हणजे एकदम मिनिमम तुमचा युजर इंटरफेस होतो. हां, कमीत कमी. आणि आयकॉन वगैरे त्यामध्ये दिसत नाही, त्या ॲप फक्त लिस्ट दिसते अ, म्हणजे टेक्स्ट अ, टाइपच आणि त्यामध्ये असं होतं की अ, एव्हरी टाईम जेव्हा तुम्ही अनलॉक करताना फोल ती लिस्ट शफल होते म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नसते ती. म्हणजे तुम्हाला सापडणार नाही ते ॲप लवकर कुठे शोधू मी, असं वाटेल.
हं. कमीत कमी. हं. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हां, मग कंटाळा येईल तो तुम्हाला तो.
हं, मग कंटाळा येतो ते वापरत नाही मग आपण म्हणजे अ, वाटतं ना अरे, सापडत नाही आहे जाऊ दे आणि त्यामध्ये टायमर पण लावता येतात नाही का. ॲपला त्या ॲपमध्येच म्हणजे लॉन्चरमध्येच की ह्याला लॉक करायचं 15 मिनिटानंतर, तर ते पण तुम्ही हँडल करू शकता तिथनं. तर हे सारी तुम्ही काळजी घेतली पाहिजे डिजिटल डिटॉक्स करताना आणि म्हणतात ना डिजिटल डिटॉक्स जर तुम्ही कराच, पण योगा वगैरे पण करा साइड बाय साइड असं नाही, की फक्त स्क्रीन बंद केली आणि झोपा काढताय नुसत्या. <chuckles> ध्यान वगैरे करा. वॉकिंगला जा. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे नाही का अ, या काळजीसो
हं. बरोबर. हं. असं आहे का? हं. अरे वाह! हं, हं. हं. हं. बरोबर. हां, <laughs> नक्कीच. हं. बरोबर. हो, नक्कीच, नक्कीच. तुम्ही खूप सुंदर सांगितलं, की कशा पद्धतीने आपण स्वतःला डिजिटल डिटॉक्स केलं पाहिजे आणि डिजिटल ब्रेक घेतला पाहिजे. तर याच्यासाठी तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
बरोबर. हं.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

अ, नक्कीच. यामध्ये आणखीन हे मी सांगेल की अ, जेव्हा तुम्हाला डिजिटल ब्रेक घ्यायचा असतो ना, तर अ, थोडं म्हणजे म्हणतात ना, नोटिफिकेशन्सला वगैरे तुम्ही हँडल करा व्यवस्थितपणे. कारण की, नोटिफिकेशन्संच हे असतात, जे आपल्याला अट्रॅक्ट करतात स्क्रीनकडे, नाही का? अ, जसं बघा ना अ, बिनकामाचे एक ॲप असतात खूप सारे आपल्याकडं. अ, नोटिफिकेशन 2 प्रकारचे असतात बघा, बेसिकली. एक असतात अ, इसेंशियल नोटिफिकेशन्स म्हणतो आपण एकदम कामाचे
हं. हं. बरोबर, हं. हं. बरोबर, हो. हं. बरोबर. म्हणजे कामाशी रिलेटेड असतात, बरोबर.
हो, हो आणि एक असतात नॉन इसेंशियल. तर इसेंशियल नोटिफिकेशन तुम्ही ऑन ठेऊ शकता, म्हणजे बँकचे ट्रान्झॅक्शन वगैरे, कामाचा एखादा लोड असेल तर त्याचे. आणि बाकीचे टाईमपास नोटिफिकेशन डायरेक्ट बंद करून टाका तुम्ही तिकडे, म्हणजे अ, थोडं रिलॅक्स होऊन जाईल. आणि जवळपास अ, जसं म्हटलं होतं ना झोपण्याच्या आधी तुम्ही अ, अ, जर 1 तास ब्रेक घेता, तर पन्नास टक्के तिथं काम होतं आणि तीस चाळीस टक्के इकडं होतं नोटिफिकेशन बंद केलं तर, राहिलं मग 10-20% ते ब्रेक पे घेत-घेत तुम्ही मॅनेज करू शकता. अशाप्रकारे तुम्ही अ, डिजिटल
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हां. बरोबर. हं, बरोबर. हं. पण जर आपण नोटिफिकेशन बंद केले, तर मग असं नाही होणार ना, की घराचं काहीतरी इमर्जन्सी आहे, कोणाची मित्र-परिवाराची इमर्जन्सी, घराची इमर्जन्सी आणि मग ते त्याच्यामुळे समजणार नाही किंवा तुम्हाला कोणी काहीतरी अजून गोष्टीसाठी काम अ, कॉल केलेला आहे आणि तो तुम्हाला समजणार नाही. क कसं याला मॅनेज करायचं आपण?
हां. नाही, तसं होतं ना. म्हणजे म्हणून तर मी म्हटलं, जे इसेंशियल आहे, ते तुम्ही चालू राहू द्या, नाही का? अ, इम्पोर्टंट कॉन्टॅक्ट तुमचा असेल एखादा किंवा एखादा महत्त्वाचा ग्रुप असेल, मॅसेज असेल, ते इनेबल ठेवा. बाकीचे तुम्ही डिसेबल करून ठेवा, बंद करा. आणि आजकाल तर इंडिव्हिज्युअली तुम्ही ॲपचे नोटिफिकेशन बंद करू शकता. अ, म्हणजे असं डी-एन-डी लावू नका तुम्ही. डी-एन-डीचं काय आहे, डू नॉट डिस्टर्ब लावलं ना, सर्वच नोटिफिकेशन म्यूट होतात. तुम्ही पर्सनली जाऊन सगळे ॲप अ, डिसेबल करा आणि जे लागतात तेवढेच ऑ ऑन ठेवा. मग अ, जसं तुम्ही म्हटलात ना, महत्त्वाचं नोटिफिकेशन वगैरे आलं, तर ते मग मिस होणार नाही तुमच्याकडनं, हं.
हं. हं, बरोबर. हं. बरोबर. हं. हो. हं. बरोबर, हो. हं. बट बरोबर. मग कुटुंबाच्या आणि ऑफिसमधल्या एक्स्पेक्टेशन्स तुम्ही कसे हाताळतात?

हं.
तर मला असं वाटतं की ॲट लीस्ट तुम्ही रात्री झोपतानाच्या आधी 1 तास घ्या, है ना? म्हणजे जवळपास तुमचे 50% टक्के काम इथेच होऊन जाईल म्हणजे जास्त ताण वगैरे येऊन तिथंच कमी होऊन जाईल म्हणजे असतात ना, काही अ, काम असतं म्हणजे करावंच लागतात इट्स द मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर असं म्हणतात. त्यांची रोजी रोटी आहे ती. अ, तर त्यांच्यासाठी स्क्रीन त्यांना वापरावंच लागते ऑफिसमध्ये वगैरे नाही का, तर अशा वेळेस मी हेच सांगेल, डिजिटल ब्रेक तुम्ही घ्या, जर मॉर्निंगला पॉसिबल होत नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी 1 तास बिलकुल तुम्ही वापरू नका. तुमचं अर्धं डोकेदुखी म्हणा, अर्धं अ, काम इथं संपून जाईल, म्हणजे छान तुम्हाला वाटायला लागेल आणि दुसरं मॉर्निंगला पण एक नाही का. अ,
बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. बरोबर. मॉर्निंगला आणि नाईटला आपण घेतलाच पाहिजे, ना?
घेतलाच पाहिजे आणि मॉर्निंगला चला 1 तास नाही करू शकत तुम्ही अर्धा तास तरी मिनिमम करा, फक्त एवढी काळजी घ्या, की उठल्या-उठल्या फोनकड हात जायलाच नाही पाहिजे आपला. आणि फोनकडं जातो तसा हात पण फोनच बाजूला ठेवून द्या, मग दुसऱ्या रूममध्ये किंवा अ असं अवघड करून टाका नाही का फोन सापडणं तर असं करू शकता तुम्ही. आणि ऑफिसचं जर बोलायचं झालं
हं. बरोबर. बरोबर हो. हं. बरोबर. हं. हं.
तर आपण 8 तास ज्याची शिफ्ट आहे हं.
तर मग हं. मला असं विचारायचं होतं की जो ऑफिसमध्ये आता आपण बघतो की ज्यांना गरज म्हणजे डिजिटली बसावंच लागतं मग तेव्हा त्याच्या दरम्यान ऑफिस हॉर्सच्या दरम्यान त्यांनी कसं डिजिटल ब्रेक घ्यायला हवा जेणेकरून म्हणजे त्यांच्या डोळ्यांनाही त्रास होणार नाही त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये ही काही कमी होणार नाही आणि चांगलं काम करू शकतील
हो ना. नक्कीच. ह्यांनी काय करायला पाहिजे मायक्रो ब्रेक घेतले पाहिजे बघा, म्हणजे ऑफिसमध्ये कसं अ, असे मोठे-मोठे ब्रेक घ्यायला जमत नाही कारण की काम तर करावं लागतं आणि फुकट बसलं तरी का मग मॅनेजर बसलेलाच असतो. "ऐ ऐ काम कर" म्हणतो तिकडून निघा. तर अशा वेळेस मायक्रोब्रेक घ्या तुम्ही 2-3 मिनिटाचा 5 मिनिटाचा आणि 10 मिनिटाचाही घेऊ शकता जर बॉस आजूबाजूला नसेल तर. तर तुम्ही तिथं अ, स्क्रीन वापरताना म्हणतात ना, रीडिंग मोड वगैरे वापरू शकता किंवा नाईट लाईट फंक्शन मिळतं म्हणजे ते काय करतं बेसिकली तुमची स्क्रीन आणि येलो करून टाकतं सगळी अ, पिवळ्या कलरची आणि ब्लू लाईट जे असतं ब्लू रेडिएशन जे निघतात ना, ते फिल्टर आउट होऊन जातात त्यानं, हे 100% इफेक्टिव्ह तर नाहीये पण बरं आहे नाही का डायरेक्ट वापरण्यापेक्षा म्हणजे अ, 70-80% तुमच्या डोळ्यावरचा ताण कमी करतं हे वालं ट्रिक आणि अ, ब्रेक जेव्हा म्हणतो ना आपण अ, काम पोमोडोरो टेकनीक तुम्ही वापरा समजा अ, 40 मिनिट काम
हं. हं, हं बरोबर. हं. बरोबर, हो. <chuckles> हो. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. काय असते ही पोमोडोरो टेक्निक?

हां, नक्कीच. याच्यामध्ये अ, कुटुंबाच्या तर अपेक्षा आपल्याकडनं असतातच इमोशनल त्यांना हे असतं म्हणजे अ, म्हणतात ना, त्यांना प्रेझेन्स आपला पाहिजे असतो घरी क्वालिटी टाईम आपला स्पेंड करा ते म्हणतात म्हणून ते अपेक्षा खूप करतात आपल्याकडून आणि ऑफिसवाल्यांच्या वेगळ्याच अपेक्षा असतात, देतात चार आणा त्यांना बाराण्याचं काम पाहिजे असते. <chuckles>
हं. हं. बरोबर. हं. हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. <coughs> हं.
हो ना, म्हणजे एवढेसे पैसे देतात अन् त्यांना वाटतं सगळंच कंपनीचं काम ह्यानेच करावं.
हं. बरोबर. दिवस-रात्री इथेच बसून राहा आणि काम करत बस.
हो, म्हणजे हो ना, मग अशा अपेक्षा हाताळन हाताळताना म्हणतात ना, अ, अ, ऑफिसचे जेव्हा मॅसेज वगैरे करतात घरी असताना तर मी तर काही ध्यानच देत नाही त्याच्याकडे जास्त. आधी द्यायचं सुरू सुरूला, जेवढं ध्यान दिलं तेवढं आपल्याला परेशान करतात नाही का. कारण की बघा आपण घरून काम करण्याचे पैसे देतात का आपल्याला? नाही देत. हं, मी त्यांना म्हणतो, "तुम्ही मला अ, झोपेतून उठवलं तरी मी काम करेन घरून पण त्याचे मला पैसे द्या नाही का" "तुम्ही."
हं. हं. हं. बरोबर, हं, हं. बरोबर, हो. हं. हं, नाही देत, नाही देत. हं, पैसे द्या बरं <chuckles> पैसे हां, पैशाच्या बिना काम होणार नाही म्हणा.
अ, असं म्हटलं की ते शांतच बसतात आणि कसं आहे माहिती आहे का हो ना, पैश्यासाठीच करतोय, मला काय शौक आहे म्हणून तिथे जातो का कामला? <chuckles> आहे का नाही <chuckles> आणि अ, हे लीगल पण नाही आहे माहिती आहे का? ह्यांना माहीत असं सगळ्या गोष्टी परेशान करणं लीगल पण नाहीये, काम वगैरे देणं. हां, एखाद्या वेळेस समजू शकतो बाबा अर्जंट आहे मीटिंग किंवा अ, काहीतरी सडन क्लायंट ना त्या वेळेस करू शकतो ॲडजस्ट आपण. पण रोज-रोज, रोज-रोज दिमाग खराब करत असतील तर मग अ, वर्क प्रोफाइल मी वापरतो मग यासाठी म्हणजे अ, वर्क प्रोफाइल जेव्हा माझी इनेबल असते ना अ, मग वर्कचे सगळे नोटिफिकेशन येतात कामाच्या ठिकाणी आणि वर्क प्रोफाइल डिसेबल जेव्हा मी करतो घरी आल्यानंतर मग तिकडे काहीही झालं तर मला कळत नाही मग ब्लॉक होऊन जातात सगळे नोटिफिकेशन.
हं, बरोबर. हं. <chuckles> बरोबर. असं. हां. हं. हं, बरोबर. हं. असं. हां, हां, हां. अरे वाह! हं. हं. बरोबर, हां.
हां, असं तुम्ही वापरू शकता. मग अ
कुठे असते ही वर्क प्रोफाइलची स सेटिंग?
वर्क प्रोफाइलची सेटिंग अ, Androidमध्ये तर स आपल्या जे नॉर्मल सेटिंग असते ना, तिथंच असते आणि तुम्ही तिथं सर्च बारमध्ये टाकलं ना वर्क प्रोफाइल तर तुम्हाला दिसेल तिथं अ, लेटेस्ट Androidमध्ये आलेत हे फीचर व Android 14 च्या वर असतील हां, तर अ, तुम्हाला भेटेल जुन्या Androidमध्ये नाहीये म्हणजे नव्हतं तेव्हा नाही का. तर तिथं तुम्ही करू शकता ॲक्टिव्हेट हे फीचर आणि iOSमध्ये आहे का नाही माहीत नाही. आपण नाही एवढा आहे आ Appleचा. <chuckles> फॅन <chuckles> तेवढे महाग कोणी घ्यायला नाही का.
हं. हं. असं आहे का? हां, हां, हां. हं. नक्की, नक्कीच. हं. हं. <chuckles> बरोबर, बरोबर. म्हणजे नक्कीच तुम्ही खूप सुंदर सांगितलं की कशा पद्धतीने आपण आपलं डिजिटल ब्रेक घ्यायला हवा आणि त्या ब्रेकने आपल्याला काय-काय फायदे होणार. मग तुम्ही मला काय अशा सोप्या आणि सरळ टिप्स देणार की जेणे माझा डिजिटल ब्रेक ही होईल आणि मलाही चांगलं वाटेल.
हो ना. हां.